करेक्ट, करेक्ट. अ, आता थोडासा विषय वेगळा आपला विषय वेगळा चालू होता पण तरी पण एक असं मला इथे सांगावसं वाटतंय, की अ, जी आपली पिढी होती, आता आपण आहोत आणि आपल्या पिढीला अ, जे काही मिळालं नाही. तर आपण आपल्या पिढीला आता अ, जसं तुम्ही सांगितलं, आम्हाला हे करताना आलं, तर तुम्ही करा. आत्ताचे जे पालक आहेत मला असं वाटतं, की अरे, आम्हाला हे नव्हतं मिळालं बरं का, म्हणून आमच्या मुलाला आम्ही हे देतोय. असं म्हणून-म्हणून आजची पिढी जी आहे ना ती थोडीशी कमकुवत झाल्यासारखी मला वाटते. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे म्हणणं वाटतंय. म्हणजे खूप लाडपूर होतं म्हणजे अरे, आम्हाला सायकल मिळाली नव्हती, पण मी माझ्या मुलाला 20,000 ची 25,000 ची सायकल घेऊन देतोय. मला हे नव्हतं मिळालं, मी माझ्या मुलाला 4 ड्रेसेस घेऊन देतो आहे. मला असं नव्हतं मिळालं मी कर नाही का ते थोडंसं अति पण करता असं नाही वाटत तुम्हाला? ह्या ह्याच गोष्टीमध्ये पण?
हं. हं, हं. हां. हं, हं. हां, हां. तुम हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. पण मग आता कसं आहे, की अ, ते मी इथे म्हणेल, की हे वैयक्तिकरित्या आहे, की त्यांना असं वाटतंय, कारण तो त्यांचा अनुभव झालेला आहे ना. पण मुलांनी जर त्याचा गैरफायदा घेतला, योग्य तो उपयोग करून अ, आपलं आपण यश नाही मिळवलं, तर नक्कीच मग ते असं थोडंसं अ, वाया जाण्यासारखी गोष्ट आहे. पण कसं आहे अ, वैयक्तिक आहे ना ते, कारण त्यांना जर त्यांचे लाड पुरवायचे, तर अ, मला नाही वाटत, की आई-वडिलांच्या याच्यामध्ये त्याला काही लिमिट असते किंवा काय असतं. आणि असं बोलू बोलू नाही शकत, की नाही-नाही हे असं नाही केलं पाहिजे.
हं. हो. नाही. लिमिट म्हणजे असं, की ते अ, मुलं अ, हाताबाहेर नको जायला, वाया नको जायला, इथपर्यंत त्यांची लाड पुरवली पाहिजे, असंच मला वाटतं.
हं. हां, हां. ते आहे. <chuckles> हां, हां. मग तेच वैयक्तिक याच्यावर जातं. ते त्यांनी असं म्हणजे ते त्यांनी ठरवलं पाहिजे त्या गोष्टी, की अ, हां.
असं म्हणणं आहे. हां, कारण हां. वैयक्तिक अगदी बरोबर, अगदी बरोबर.

अगदी बरोबर.
जर काही अ, त्या गोष्टी अ कसं असतं ना, कॅरियर खूप महत्त्वाचं असतं. काही मुलांचं-मुलींचं म्हणणं बरोबर पण असतं मोठ्या शहरात जाणं किंवा हाच कोर्स करणं, हीच युनिव्हर्सिटी, हेच कॉलेज किंवा हीच कंपनी. तर ह्या गोष्टी त्यांच्या पिढीनुसार आणि त्याच्यानुसार खरंच खूप महत्त्वाच्या असतात. तर मला असं वाटतं कधी-कधी त्यांनी समजून घ्यावं, की "हो, ह्या गोष्टी आहेत किंवा गरजेच्या आहेत." पण माल कधी-कधी मुला-मुलींचं थोडंसं विचित्र पण वाटतं, की ज्या गोष्टी खरंच तेवढ्या गरजेच्या नसतात त्याच्यात पण ते हट्टीपणा करतात, की मोठ्यांनी ऐकलं पाहिजे आणि माझं केलं पाहिजे वगैरे. तर कधी-कधी त्यांची पण चूक होते. <chuckles> पण मला असं वाटतं, की मधला रस्ता जर काढला, व्यवस्थित संवाद ठेवला, तर होऊ शकतात आणि दोघांनीही मॅनेज करावं असं मला वाटतं.
बरोबर. हां. हट्टीपणा करतात, खरं. हं. असं पहिले केलं पाहिजे. होऊ शकतं.